हां. म्हणजे असं मी तुम्हाला सांगू शकते, की काही लोक असतात बघा, आपण समोरून कितीही ट्राय केलं, की आपण त्यांना मेसेज करतोय आणि काही लोक बघा, आपल्याला रिप्लायच करत नसतात. किंवा त्यांना ते बघत असतात किंवा त्यांची ती अ, म्हणतात ना, त्यांची ती अ, त्यांचा स्वभाव असू शकतो, मानसिकता असते. आणि ते दाखवतात बिझी आहेत असं दाखवतात देखील कधी कधी, त्यामुळे ते रिप्लाय नाही देत. तर असं काय असतं की आपला एक ग्रुप असतो किंवा आपण एक ब्रॉडकास्ट अ, तयार केलेला असतो. ज्याच्यामध्ये सगळे असतात. त्याच्यामध्ये आपण समजा एक अ, टेम्प्लेट सिलेक्ट केलं की समजा अ, शुभ सकाळ किंवा काहीही. अ, सणांच्या शुभेच्छा तरी देखील ते पाठवतो आपण. तर अशी खूप लोक असतात, की लगेच त्याच्यावर रिप्लाय करतात की अ, म्हणजे सेम टू यू किंवा धन्यवाद आणि काही लोक आपल्याला विश देखील करतात सेम ॲज पण काही लोक आपण कितीही मेसेज पाठवलं तरी रिप्लायही देत नाहीत. तर मला असं वाटतं, की अ, त्यांना मला तर वाटते आपल्याशी संपर्कच ठेवायचा नसेल क कदाचित किंवा त्यांना आपण नको असू. तर मला तर वाटतं बाबा अशी अ,
बरोबर. मानसिकता असते. हां, स्वभाव पण असते. हं, हं. बरोबर. वाईट का नाहीये. हं. नाहीतर अ, असेही म्हणता येईल, की त्यांच्या आयुष्यामध्ये प्राधान्य काहीतरी दुसरं आहे किंवा त्यांचं हं, फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही नाही आहात. असाही कधी-कधी अर्थ होऊ शकतो. हं.
दुसरं असेल. हो, हो, हो. नक्कीच. तर मला असं हां, असंही असू शकतं. मग ते फ्रेंड्स सर्कल्समधले लोक असू शकतात किंवा आपले नातेवाईकदेखील असू शकतात, की ते लोक बघा ना आपल्याला सोडून जर सगळ्यांना मेसेज करत असतील किंवा मग अ, मित्र असू देत, मैत्रीण किंवा कोणीही तर मला तर वाटते, की जसं तुम्ही म्हणालात, की काहीतरी त्यांची प्राथमिकता असेल ती बदलली असेल किंवा त्यांची मानसिकता किंवा क भरपूर गोष्टी असू शकतात. तर मग ते कदाचित ते निगेटिव्हमध्ये अ, जाऊ शकतं. मग आपण कितीही ठरवलं, की संपर्क करायचा तर मग अशा गोष्टी आहेत, तर त्या म्हणजे अ, समोरून येत नाही. जसं की मी मगाशी म्हणाले की माझा एक कॉलेजचा ग्रुप होता. तर तिथे मी फक्त हाय पाठवला, तर खूप अजून दोघा तिघांनी पाठवला आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनीच तो हाय, हाय पाठवलं प्रत्येकाच्या आवाजात म्हणजे हां, बरोबर आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र म्हणजे म्हणतात की एकाने रिस्पॉन्स दिला, तर आम्ही एकत्र सगळे आलो. ज्यांना नव्हतं यायचं तर ते नाही आले, पण ज्यांना यायचं होतं ते सगळेच आम्ही एकत्र आलो. असं काहीचं झालं ते.
बरोबर. कारण काहीही असू शकतं त्यामध्ये. बरोबर म्हणजे ते चेन रिएक्शनच तुम्ही चालू केली नाही का तिथून?

खूपच छान अ, अनुभव तुम्ही सांगितलेत आणि अ, कसं नातं सेव्ह केलं आणि कसं तुमचं म्हणजे बिघडलेही आहे नातं अ, हे पण सांगितलं. पण आजकाल कसं झालंय तंत्रज्ञान वगैरे खूप वाढलं नाही का. तर अ, तुम्हाला वाटतं का WhatsAppचं तर तुम्ही उदाहरण दिलंच पण सोशल मीडिया किंवा अ, इतर काही अ, खूप सारे ॲप्लिकेशन्स आलेत कनेक्ट होण्यासाठी किंवा कॉल कॉलिंगही आपण करतो व्हॉइस कॉल करतो व्हिडिओ कॉल करतो. तर यामुळे संपर्क टिकवून ठेवण्याचं महत्त्व म्हणजे म्हणजे काय म्हणतो महत्त्व म्हणण्यापेक्षा एक अ, काय म्हणतो, सोयीस्कर झालंय असं म्हणता येईल का?
हो. बरोबर. नक्कीच, नक्कीच, कारण बघा ना, आपण आता सोशल मीडियामुळे खूप कनेक्ट असतो एकमेकांसोबत. आपण तिथे देखील व्हॉईस नोट पाठवू शकतो. आपले फोटो दिसतात, तर त्याच्यामुळे फोटो बघितल्यामुळे काय होतं, की अरे, वाह! म्हणजे आपला संवाददेखील स्टार्ट होतो. अरे, वाह! तू खूप-खूप छान दिसतेस, तू गाडी घेतलीस, तू घर घेतलं. मग त्याच्यामुळे मला तर वाटते, आपला संपर्क राहतो. की बघा ना आपण एखाद्या अ, समजा न नवी मुंबई मुंबईत म्हणा किंवा कुठल्या मुंबईत किंवा पुण्याला कुठेही तुम्ही जर घर घेतलं तर अ, आपण विचारतोस ना अरे, तू इथे राहतेस? मग मी पण इथेच राहते मग भेटूयात का? मग अशा प्रकारे आपला संपर्क देखील वाढू शकतो आणि आपण म्हणतात ना, की अ, म्हणजे आपल्या जी जवळीक असते, ती अजून जवळ म्हणजे साधली जाऊ शकते आणि आपण अजून जवळ येऊ शकतो आणि जसं की तुम्ही म्हणाले, की व्हॉईस नोट असतात, तर मग रविवारी तुम्ही किंवा सकाळी कोणाला फोन करू शकता किंवा व्हॉईस नोट्सदेखील वापरू शकता. कारण काय असतं? मेसेजनी कसं असतं, फक्त हाय जातो आणि वॉईस नोट्सनी कसं असतं की आपल्या आवाजातून भावना जास्त पोहोचतात आणि माझं मला असं वाटतं, की तसंच झालं की मी जेव्हा व्हॉईस नोट पाठवली तर माझ्या भावना किंवा असं म्हणतात ना, की त्यांना ते आठवलं असेल अरे, की आम्ही किती मजा केली आहे.
बरोबर. नाही जातात अगदी बरोबर. हं. हां, जर मला वाटतं जर तुम्ही फक्त हाय एक टेक्स्ट पाठवला असता ना, तर खूप जणांनी इग्नोर केला असता. हां, म्हणजे काही नाही म्हणून.
तर रिस्पॉन्स नसतं, बरोबर. तर अ, मी काहीतरी ट्विस्ट म्हणून मी असंच बसलेली, तर म्हटलं चला ह्यांना सगळ्यांना त्रास देऊयात असा विचार आला माझ्या मनात <chuckles> आणि मी तेव्हा त्यांना तो हाय पाठवला.
<chuckles> म्हणजे यावरून असंही कळतं, की फक्त हाय म्हणून जमत नाही कधी-कधी अ, भावनाही त्यामध्ये पाहिजेत. व्हॉईस नोट युज करा नाही का याचा असा फायदा होतो.
बरोबर, बरोबर, हो, हो, त्याच्यामध्ये भावना त्यांना पोहोचल्या असतील आणि अ, त्यामुळे मी तो मेसेज पाठवला आणि मग त्याच्यानंतर म्हटलं आम्ही एकत्र आलो आमचा संपर्क झाला आणि मला तर असं वाटतं, की बघा आपण तो हॅपी बर्थडेचा मेसेज आपण पाठवतो, त्यापेक्षा मला तर वाटतं, की तुम्ही व्हॉईस नोट पाठवा किंवा तुमच्या जुन्या आठवणीतला एक अ, फोटो तो असेल तो शेअर करा. म्हणजे जेणेकरून त्यांना पण खूप छान वाटेल आणि आपण जवळ होऊ. कारण कसं असतं, की आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहोत म्हणतात ना एक अ, लेव्हलवर आणि एका एनर्जीच्या रूपामध्ये. तर मला तर वाटतं, की त्यामुळे आपण लवकर तिथे कनेक्ट होऊ आणि आपल्या भावना आहेत त्या लवकर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या जातील असं मला वाटतं जेणेकरून आपण खूप जास्त काळ संपर्कात राहू. हां.
हं. हां, अगदी बरोबर. आणि अ, जेव्हा

नक्कीच, मला तर असं वाटतं की माझ्याकडे एक असा अनुभव आहे. अ, काय झालं की माझी एक अ, म्हणजे कॉलेजचं बघा ना, आपण कॉलेजला एकदा गेलो की काय होतं काही पहिले तर आपला खूप कॉन्टॅक्ट असतो एकमेकांसोबत आपण WhatsAppच्या ग्रुपवर ॲड असतो आणि मग काही वेळाने त्याचे बटन अ, नंबर कधी कोणाचा चेंज होतो आणि तो WhatsApp ग्रुप एकदा म्हणतात लिव्ह तरी होतो ना, तर तो बंदच होतो. तो डेडच असतो की कोणी त्याच्याशी बोलत नाही काय नाही. आणि कधी-कधी बघा तो अ, आपण जेव्हा नव नंबर चेंज करतो किंवा आपण फोन चेंज करतो. तर कधी-कधी पाहिलं असं व्हायचं की ते आपण त्यातून अ, बाहेरच अ, पडायचो आता अशी सेटिंग आहे की सगळे आपल्याला मिळतात. पण मग तेव्हा तो एकदा नंबर गेला मग आता परत ते ग्रुप आपण ग्रुप्समध्ये आपण अ‍ॅड होत नाही किंवा तो नंबर अ, डिलीट करतात तसे ग्रुप जे असतात ते. तर मग तेव्हा काय व्हायचं की अ, एकदा काय झालं की माझे म्हणजे कॉलेजच्या मित्रमंडळींचा संपर्क होता तो पूर्णपणे तुटलेला. म्हणजे काहींचा होता, पण आता सगळ्यांचाच नव्हता आणि कसं असतं की मुलांचं तर ठीक असतं की तुम्ही तिथेच राहत असता जवळपास तर तुमचे काहीतरी मित्र असतात. तर मुलींचं कसं असतं की लग्नानंतर म्हणा किंवा काही मुलींची लग्न होतात, तर ते दुसरीकडे जातात आणि मग त्यामुळे थोडासा संपर्क हा तुटतो.
बरोबर. हां. बरोबर. अच्छा. बरोबर. हं, हं. संपर्क तुटतो. अगदी बरोबर. तर अशा
हो. आणि सगळे कसे जॉबमध्ये अ, लग्नात असतात किंवा दुसऱ्या शहरात असतात किंवा दुसऱ्या देशात असतात. मग एक दिशी एक दिवशी काय झालं की मग असंच अ, म्हणजे आमचा एक ग्रुप होता. तर त्या ग्रुपवर म्हणजे अ, खूप कमी लोकं होती तसं तुम्ही मगाशी मला मला मी म्हणाली तुम्हाला की अ, म्हणजे अ, ग्रुपवर अ, ग्रुपमध्ये होतो आम्ही पण तो असा डेड होता तो ग्रुप आणि अ, काही लोकं तर त्याच्यातून लेफ्ट देखील झालेले. तर मग असंच मी तेव्हा एक अ, व्हाई व्हॉइस नोट पाठवली. अ, म्हणजे काही काही खास नाही. तर मग असंच अ, हाय असं पाठवलं. तर म्हणजे असं वाटतं ना की मजा आली त्यांना की ते, तर मग प्रत्येकानी त्याच्यावर हाय, हाय पाठवलं म्हणजे व्हॉइस नोटमध्ये.
बरोबर. हां. अच्छा. मग काय झालं पुढे? हां. कधी-कधी आपण म्हणतो ना, आग लावण्यासाठी आग म्हणा किंवा चैन रिएक्शन म्हणा फक्त एक चिंगारी काफी असते, ती चिंगारी तुम्ही टाकली बरोबर.
हां, मजा चिंगम, बरोबर. तसं मी केलं तसं काम मी केलं. आणि मग नंतर मी ते सगळं झालं की अशीच मजा आली. की काय चाललंय हे असं-तसं आणि मग त्याच्यानंतर काय केलं की अ, मी त्याच्यावर अजून एक व्हॉइस अ, नोट पाठवली की जे कोणी अजून कॉन्टॅक्टमध्ये असेल तर त्यांना ॲड करा आणि मग त्याच्यानंतर काय झालं की आमचा तो ग्रुप आहेना म्हणजे होताना आधी 60 जणांचा ग्रुप होता. त्याच्यामध्ये जवळपास म्हणजे अ, 58, 58 लोकं त्याच्यामध्ये अ, झाली. आणि त्याच्यानंतर म्हणजे जवळपास सगळेच नंतर झाले, की कोणा का कोणासोबत कॉन्टॅक्ट असतो आणि सगळेच WhatsApp हे वाटप वापरतातच.
हं. बरोबर. अच्छा. मग अ, असं यावरून म्हणता येईल की एक अ, छोटीशी तुमची कृती जी होती फक्त हाय मेसेज टाकायची व्हॉइस नोटनी त्यावरून डायरेक्ट तुम्ही म्हणजे पूर्ण कॉन्टॅक्टच एकत्र आणले नाही का पूर्ण.
हो. एकत्र आणले आणि आमचं त्याच्यानंतर एक छानसं मुंबईला अ, गेट टुगेदर पण झालं. आणि खरंच आमचा परत अ, कॉन्टॅक्ट जो आहे तर तो आम्ही आम्ही सगळे एकत्र आलो आणि खरंच खूप मजा देखील आली. तर मला असं वाटतं की एक छोटंसं हाय किंवा एक छोटंसं व्हॉइस नोट किंवा एक कॉल
ग्रुपच बनला. हं. अरे वाह, वाह, वाह! मस्त. हं. हे खूप मस्त तुम्ही उदाहरण सांगितलं की कसं तुम्ही ग्रुप एकत्र आणलं किंवा नात्याला तुम्ही सेव्ह केलंत. पण यामध्ये असं बिघडलंय नातं कॉन्टॅक्ट ठेवला तरी, असं कधी झालंय का? किंवा कॉन्टॅक्ट तुटल्यानंतर?